हो ना. आणि विथआऊट मेकअप पण जिममध्ये घाम गळतोय पण त्यांची स्किन अशी चमकत होती काय सांगू मी?
<chuckles> हां.
मग नंतर मी तिथे करायला सुरुवात केली व्यायाम वगैरे. तर मला मजा आली. म्हणजे ती मजा जी खालीपण असं होतं ना, रिकामं-रिकामं वाटत होतं, ते नाहीसंच झालं. तर तो अनुभव माझ्यासाठी असा, एक टर्निंग पॉइंट होता की आपल्याला म्हणतो ना अचानक जोश येतो आपल्यात. तसंच झालं की तो जोश परत यायला लागला ते जिमला जाऊन आणि ते व्यायाम वगैरे करून. तर हळूहळू माझी तब्येत सुधारली. माझा फिगर एकदम छान व्हायला लागला, वजन कमी झालं, स्किन चमकली.
अरे वाह! बरोबर. अच्छा. बरोबर. हं, हं, हं, हं. बरोबर. अरे वाह!
आणि ऑफिसमध्ये सगळे विचारायला लागले, की अचानक हे ट्रान्सफॉर्मेशन कसं काय? म्हंटलं "आहे हे सिक्रेट आहे, सिक्रेट. मी नाही सांगत." <chuckles> आणि 6 महिने झाल्यानंतर मी त्याच्यात एकदम एक्सपर्ट झाले. आमच्या ताईच्या जिममध्ये. तर ती म्हणाली, "तू, तू ना खूपच, खरंच खूप छान करते आणि मी तुला खरोखर सांगते की तू ह्याच्यात ना आता सर्टिफाइड ट्रेनर म्हणून बनायचा थोडा विचार कर."
पण. कसं झालं? बरोबर. <chuckles> हं, हं. अरे वाह! पिंजरा. अप्लाय कर आणि हां, विचार. बरोबर.
हो. तर ती तर होतीच ना. म्हणजे ती तिच्याकडे तर भरपूर सर्टिफिकेशन्स आहेत. तर मी म्हंटलं मला नाही गं माहिती आहे. तर ती म्हणाली "मी आहे ना. तर तू ऐक ना, जरा माझं. घे थोडासा ब्रेक काय होतात त्यात?" तर मी विचार केला, की ठीक आहे. मग मी रात्री ना आई-बाबांशी बोलले आणि मी त्यांना सांगितलं की असं-असं आहे तर मी करू का? आई बाबा म्हणाले, "कर ना बिंदास त्यात काय घाबरायचं."
बरोबर. अरे देवा! <chuckles> बरोबर. हं, हं, हं. हं, हं, हं. अरे वाह!
तर काय झालं माहिती आहे का? मी आई बाबांनी हो सांगितलं.
हं. तुम्हाला एक चांगला सपोर्ट मिळाला.
हो. म्हणजे आई-बाबा हो म्हणाले, तर आणखीन काय पाहिजे? दुसऱ्या कोणाला काय विचारायचं आणि ताई होती. घरचाच माणूस होता आमच्या. तर मग मी अ, असा विचार केला की आपण थोडासा ब्रेक घेऊया, जॉबपासनं. तर मग मी ॲप्लिकेशन दिली आणि नोकरी सोडली आणि ताईनेच सांगितलं की काय आहे, थोडासा ब्रेक घेऊन जरा हे सर्टिफिकेशन कर. आता सर्टिफिकेशन काही शिकलेलं वाया नाही जात ना. म्हणून तिने असा सल्ला दिला मला. तर तेच केलं मी, की सर्टिफिकेशन ते त्याचा अभ्यास केला वर्षभराचा कोर्स होता तो. तर 1 वर्ष मी नोकरी सोडून घरात बसून, एकदम मेहनतीनं अभ्यास केला आणि ते मी मिळवलं.
हं, हं. काय पाहिजे? बरोबर. बरोबर. अच्छा. हां, हां, हां. बरं. बरोबर. वाया जात नाही. बरोबर आहे. अच्छा. हं, हं, हं, हं. अ, अरे बापरे! पण एक जॉब सोडायचा, जिथे आपण चांगल्या प्रकारे सेटल आहोत. आणि अ, म्हणजे तिथे एक अनुभव समृद्धता तुमच्यात आली होती. पण आता एक नवीन अनुभवासाठी जेव्हा तुम्ही पहिला अनुभव असलेला जॉब सोडतात, तेव्हा मनात कुठे भीती आली होती का? की बाबा समाज काय म्हणेल, किंवा नातेवाईक काय म्हणतील? किंवा घरातल्यांना आपल्यामुळे काही अडचण होईल का? असं काही वाटलं नाही का कधी तुम्हाला?
हं.